खरं सांगू का तुम्हाला की हे तेव्हा घडतं की जेव्हा ज्याच्या हातामध्ये तो माईक आहे. त्याचा बेजबाबदारपणा
हं, हं. हं, हं. त्यावेळेस. हं, हं. हं.
खूप वाढल्यावर नक्कीच घडतं. कारण
म्हणजे तो कोणच्यातरी गगनातच असतो काय त्याला, हं, हं. असं वाटतंय हो.
हं, हं, अगदी. त्यांना असं वाटतं की आपण हे स्टॅड अप कॉमेडी करतोय किंवा आपल्याला बघण्यासाठी इतकी लोकं पैसे देतायत, म्हणजे आपण काहीही करू शकतो. हा जो गैरसमज त्यांचा, त्याच्यातून होतो.
हं. हो. हो. हो. अगदी. अगदी बरोबर, म्हणजे मी समजू शकतो या भावना आणि मलाही ते कुठेतरी चुकीचं वाटतं की कोणाचा तरी उपहास करून कोणाला तरी दुखवून 10 जणांना हसवणं आणि त्याच्यामध्ये आपलं स्वतःचं मी कसा आहे? हे दाखवणं हे कुठेतरी मनाला टोचण्यासारखं आहे. तर आज आम्ही पाहतो की ऑनलाईन चॅटमध्ये पण ह्या सर्व गोष्टी चालूच आहेत. जेव्हा ऑनलाईन ग्रुप बनवले जातात किंवा एखाद्यावरती टोमणे मारले जातात आणि तो कसा आहे? यांनी काय केलं? याचे म्हणजे मागच्या चुका किंवा त्याच्यातला काहीतरी वर्णभेद म्हणा किंवा काळेपणा किंवा काही जाडेपणा. तर ह्या गोष्टीचा म्हणजे त्यांना वाटतं की मी लोकांना कसं सांगतोय कसं हसवतो? आणि याची टिंगल किंवा मजा कशी उडवतो? तर अ, ते ऑनलाईनचे काही उदाहरण देऊ शकता का तुम्ही? हां, बोला. पहिल्यांदा हं, हं. हं.
हं. हं. अगदी, अगदी. बरोबर. हं. मला वाटतं ना की हो, हो, अक्षरशः देऊ शकते मी. मला वाटतं प्रत्येक गोष्टीची ना, एक मर्यादा तुम्ही ठरवली पाहिजे आणि ऑनलाईन जसं तुम्ही म्हणालात ना, की एक छोट्या-छोट्या रील्स असतात. इमोजिस पाठवतात लोकं एकमेकांना आणि काही-काही स्क्रीनशॉट्स पाठवतात आणि कधी-कधी तर मी तुम्हाला खरं सांगू का? म्हणजे अ, असं नाहीये की अ, एखादा पर्टिक्युलर व्यक्ती किंवा एक अ, जेंडर डिस्क्रिमिनेशन मी करत नाहीये. पण बऱ्याच वेळा महिलांचे ठराविक शरीराचे भाग आणि मग त्यांचे स्क्रीनशॉट करून पाठवायची आणि मग त्याच्यावर हसायचं.
हो. हं, हं. हो. हो. हो. हो, हो.